हो. मी जसं सांगितलं तुम्हाला मी भरपूर वेळा हेच वाक्य वापरतो की, "बाबा मला असं म्हणायचं होतं", "मला वाटलं तू हे असं म्हटलंस" मी असं त्याच्या अंगावरती लोटत नाही किंवा त्याला प्रेशरमध्ये आणत नाही की, "तू असं म्हटलंस" म्हणून, मी ते माझ्या अंगावरती ओढायचा प्रयत्न करतो आणि जर आर्ग्युमेंट खूपच हीटेड झालेल असेल किंवा वातावरण पूर्ण तपलेलं असेल तर, मग तर मी शांतपणे घरी परत येऊन जातो. किंवा मग शांतपणे तो मुद्दा तिथं सोडतो आणि घरी येतो. नंतर मग थोड्या वेळाने जेव्हा ते मुद्दा एकदम थंडा होतो किंवा शांत होतो, तेव्हा त्या व्यक्तीसोबत बोलायला सुरुवात करतो.
हां. हम्म. हां. बरोबर. हो. हं. बरोबर. हां. हम्म बरोबर.
आणि जर समजा आमच्या दोघांमध्ये संवादच होत नसेल तर मग आम्ही काय करतो, एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस मी माझं सांगतो मी काय करतो, जर आमच्यात बिलकुल संवादच होत नसेल किंवा ती व्यक्ती मला रिस्पॉन्सच करत नसेल, तर मी भरपूर वेळा एक ट्रिक करतो की मी उगाच त्यांना जाऊन छेडायचं की, "अरे बोल ना माझ्याशी. अरे बोल ना माझ्याशी."
हम्म. बरोबर. हं. अच्छा, म्हणजे नुसतं बोलण्यासाठी, चेष्टासाठी.
हो! चेष्टा करतो. त्यां त्यांच्याजवळ त्यांच्यासोबत मजाक करतो, मजाक-मस्करी करतो. जेणेकरून कसं होतं ना, की तो व्यक्ती राग का होईना आपला करेल, पण आपल्यात जी अबोलता आहे किंवा आपलं जे न बोलण्याचे जे हीटेड आर्ग्युमेंट आहे ते थोडी कमी होईल, आणि तो व्यक्ती आपल्याशी बोलायला चालू करेल. आणि त्याच्यामुळे खूप फरक सुद्धा पडतो आणि खूप वेळा असं झालंय की माझं त्याच्यामुळे नाते वाचलेत. माझ्यापासून लोक दूर दुरावला गेल्यापासून ते एक एका गोष्टीमुळे किंवा त्या माझ्या एका जोकमुळे, त्या गोष्टींमुळे माझे लोक माझ्यापाशी थांबलेत.
अच्छा. हां. हम्म. बरोबरा. हां हां. हं. खूप छान.